येस, अ, अ, सगळ्यात आधी तर निसर्गाला आप आपले पूर्वज देवच मानायचेत, मानतात अजूनही. तर त्या निसर्गाला आपणही देवच मानलं पाहिजे. त्याची खूप रिस्पेक्ट केली पाहिजे. त्याचा डिसरिस्पेक्ट नाही झाला पाहिजे, अशी वागणूक असली पाहिजे. म्हणजे प्रदूषण करणे वगैरे-वगैरे. जे काही आहे ते काही खूप अ, खोलात जात नाही. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण. आणि अशी काहीतरी आपत्तीमध्ये जर आपण सापडलो. तर सगळ्यात आधी एकच काम करायचं, स्वतःला शांत करणे.
हो, हो, हो. बरोबर. हं, हं, हं. हां. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
स्वतःला अगदी स्टेबल करून घ्यायचं, सगळ्यात महत्वाचं आहे, की आधी म्हणजे तुफानमध्ये जरी अ, तुम्ही फसला आहात ना, आधीच स्वतःला स्वतःचं डोकं शांत करून घ्यायचं. अगदी स्थिर करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग तुमच्या ज्या काही स्ट्रॅटेजी असेल, म्हणजे मग अ, तुम्ही तुफानमध्ये असेल तर वेगळी स्ट्रॅटेजी, पावसामध्ये असेल तर वेगळी स्ट्रॅटेजी, एखादी दरड कोसळली तेव्हा वेगळी स्ट्रॅटेजी. पण आधी सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं हे, की तुम्ही स्वतःला खूप शांत करून घ्यायचं.
हां. हां, हां, हां. स्वतःला स्थिर बनवा. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. हां हां, योजना वगैरे सगळ्या तुमच्या. हां, हां. हो, हो, हो. हो, हो, हो. हं. अच्छा. बरोबर, बरोबर.
मग तुमची आहे ना पॉवर वाढते त्याने शांत राहिल्यामुळे, निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
हां, म्हणजे त्याने पूर्ण शक्ती येते. हां आणि निर्णय घेण्याची क्षमता येऊन तुम्ही अ, त्या स्थितीमध्ये खंबीर उभं राहता आणि आसपास म्हणजे तुमचे जे पण घरचे असतील किंवा बाकीचे असतील, त्यांना पण तुम्ही एक दिशा दाशवू दाखवू शकता. बरोबर ना? तुम्ही खूप छान सांगितलं बरं का. म्हणजे याच्यामधल्या काही-काही गोष्टी तर मला पण स्वतः आता अंगीकारला वाट वाटतात. <chuckles> मी पण त्या स्वतः स्वीकारेल. आणि याच्यामधून खरंच एक निसर्गाने जर आपल्याला धक्का दिला तर त्याच्यातून सावरायचं कसं आणि निसर्गाने धक्का देऊ नये म्हणून पहिलेच आपण निसर्गासोबत अ, शा हां. मिळून मिसळून कसं राहता येईल. हे पण तुम्ही छान सांगितलंय. खूप खूप छान म्हणजे खूप छान. आवडलं मला तुमच्यासोबत बोलून, तुमचे खूप खूप धन्यवाद!
बरं, अगदी. अगदी बरोबर. बरोबर, बरोबर, बरोबर. हां. हं, हं. हां, हां, हां. हं, हं, हं. हां. आपण निसर्ग हां. हां. येस, येस. हं. अ, अ, मलाही तुमच्या बरोबर अ, बोलून खूप आवडलं. खरं तर हा अ, निसर्गाने दिलेला धडा मी थोडंसं या काळाच्या ओघात थोडंसं विसरत चाललो होतो. पण पुन्हा एकदा आठवलं, की नाही अ, निसर्गाची खूप रिस्पेक्ट करायला हवं आहे आणि ते मी आता पुन्हा एकदा अ, नव्याने कंटिन्यू करणार आहे. अ, अ, तुमच्याशी बोलून खरं खूपच मज्जा आली मला. अ, छान वाटलं मला खूप बोलून तुमच्याशी. अ, तुमचे खूप खूप आभार. आपण पुन्हा भेटलो तर नक्कीच बोलूयात यावरती अ, अ, धन्यवाद. थँक यू.
हां, हां, हां. बरोबर. हं. नक्कीच नक्कीच. <chuckles> <chuckles> हं, हं. हं, हं. नक्कीच. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद.

कमी होतं बरोबर आहे त्यावेळेस.
2 वेळचं जेवण केल्यानंतर, 2 वेळेचा चहा घेतल्यानंतर किंवा काय अंम, असा नाश्ता वगैरे केल्यानंतर खूप काही नसायचंच आणि उलट मग तेव्हा अं, तर मग असं झालं होतं, की क्रिएटिव्ह जो ब्लॉक होता माझा, तर मग मी तेव्हा अ, वेब सीरीज म्हणा किंवा ओ-टी-टीज तेव्हा फार मग सबस्क्राईब करून ते अ, सी सीरीज वगैरे बघणं की काय आपण आणखी काय केलं पाहिजे बाबा? त्याच्यावरती माझं तसं काम चालू होतं. हो, हो, हो येस, येस.
हां, हां, हां. <chuckles> अच्छा. हां, हां, हां, हां. हां, हां, हां. बघणं सुरू केलं होतं का? अच्छा. हां, हां, म्हणजे त्याच्यातून पण तुम्ही शिकत होते वेगवेगळ्या गोष्टींमधून. पण तुम्ही घरी असताना पण असं रिकामे नाही बसले. काहीतरी क्रिएटिव्ह म्हणून काहीतरी शिकत होते ना? हां, तर मग त्यामध्ये तुम्ही घरचे पण कामं वगैरे मध्ये हात अ, घातला असेल म्हणजे काहीतरी नवीन करून पाहणं, जेवण करून पाहणं असं काहीतरी क्रिएटिव्हिटी नवीन स्किल पण आली असेल तुमच्यामध्ये ना. <chuckles>
क्रिएटिव्ह म्हणून शिकत होतो तो हो, हो, हो, हो, हां. हो, हो, हो, हो, हो, अ, मला अम, येस, येस, येस, येस, नक्की, नक्की, अ, तुम्हाला सांगायला आवडेल मला की अ, मी या आधी म्हणजे अ, लॉकडाउनच्या आधी मी कधीही स्वयंपाक घरात कुठलाही पदार्थ केले नाही. म्हणजे Maggi किंवा अ, हे, हे, इथपर्यंतच होतं माझं. चहा, Maggi ओके चहा, Maggi, अंडी बॉईल करणं हे इथपर्यंत ओके होतं. पण लॉकडाउन नंतर, नंतर मी कुकर शिकलो. अ, म्हणजे कुकरमध्ये वरण-भात कसं लावणं ते शिकलो. त्यानंतर मग भाजी वगैरे जे असतात म्हणजे भेंडीची भाजी करणं शिकलो, मेथीची भाजी करणं शिकलो. अ, अ, नाही, नाही, मा माझे मिसेस शेजारी असायची ना "आता हे करा, आता हे करा, आता हे करा." आणि मग ते ती सवय जी होती तर मी आता कुठेही गेलो तर मी मला फक्त चपात्या येत नाही. पण बाकीचं सगळं मी अ, उपाशी राहणार नाही. हो, मी उपाशी राहू शक राहणार नाही. असं झालंय माझं. एवढं <chuckles> मी बनवू शकतो. हं.
हां, हां. हां, हां. अरे, बापरे! हां, चहा, चहा. <laughs> हो. <chuckles> हो. अच्छा. हां, हां. अरे, बापरे! हां, हां. हं, हं, हं, हं. अरे, वाह! मग कशी झाली? भा भाज्या कशा झाल्या होतं तुमच्या चांगल्या होत्या का? <laughs> अच्छा. <chuckles> अच्छा. सगळं करा काम. अरे, वाह! <chuckles> म्हणजे तू म्हणजे घरी काम करत ह होते. त्यामुळे तुम्ही त्या एक महिला ज्या आहेत. त्यांना पण कसं त्यांचे जीवन असते, ते पण तुम्ही समजू शकले त्यांच्या सोबत राहून ना. <chuckles> बरोबर. <chuckles>
हं, हं. हां, येस, समजू शकलो. हो, हो, हो. येस, येस म्हणजे ना अ, बघा ना तुम्ही निसर्गाने हाही धडा दिला की बाबा रे तुला स्त्रीचं सुद्धा काम करायचं आहे. हे स्त्रीचं काम, हे पुरुषाच काम असं काही नाही. हे तुलाही करायचं आहे. निसर्गाने याच्यातूनही हा धडा दिलेला आहे. असं मला वाटतं. <chuckles>
हां, हां. हं, हं. बरोबर. हां, बरोबर, बरोबर. खूप छान अनुभव आहेत तुमचे म्हणजे अ, तुम्ही अ, लॉकडाउनच्या त्या एका अ, निसर्गाच्या मोठ्या धक्क्यातून पण सावरला आणि स्वतःला अ, तुम्ही सांभाळून घेतलं आणि घरच्यांना पण सांभाळून घेतलं. तर असेच धक्के प्रत्येकाला निसर्ग देतच असतो. तर या धक्क्यामधून बाहेर निघण्यासाठी अ, तुम्ही काही अशा टिप्स देऊ इच्छिता का, ज्या न, लोकांना अंगीकारण्यात मदत होईल अशा?
हं, हं. हं, हं. हो, हो, हो. हां, हां.